<smacks lips> माणसाला एकंदरीत अ, कपड्यांची चांगले-चांगले कपडे घालायची, चांगलं तयार व्हायची, खूप आवड असते. त्याला आपण काही लोकं स्टाइल म्हणतो. पण आपली जी स्टाईल हे, वयानुसार कधी-कधी परिस्थितीनुसार, समाजानुसार बदलते. तर अ, तुम्हाला असं काय वाटतं तुमची अशी कुठली एक स्टाइल आहे, जी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की लहानपणाचे फोटो बघून आणि आत्ता स्वतःकडे बघून तुम्हाला जाणवतं की ती बदलली आहे?
हं, हं. हो ना. हो ना. माझी स्टाईल तर भरपूर बदलली आहे. म्हणजे लहानपणी मला असे छान असे घेरवाले फ्रॉक्स खूप आवडायचे, तर माझी आई माझ्यासाठी तसेच बनवायची, ती स्वतः शिवायची घरी आणि ते मला खूप आवडायचे. मग काय व्हायचं ना, मी तिला नेहमी सांगायची की एखादा मी मॅगझीनमध्ये फोटो बघितला किंवा एखाद्या नटीला मी चित्रपटात पाहिलं, तर मी सांगायची, मम्मा मला ह्या कलरचा हा ड्रेस असा बनवून दे तसं बनवून दे, मग ते तर माझ्यासाठी असं होतं ना की माझ्याकडे माझं एक पर्सनल डिझायनरच आहे, <chuckles> जी आणि ती तसंच माझ्या आवडीचं जे मला कलर्स प्रिंट्स आवडायचे, त्याप्रमाणे ती मला बनवून द्यायची. मग त्याने ना माझी एक वेगळीच स्टाईल व्हायची, कारण बाकीच्या जे मुलं-मुली होत्या आमच्या आजूबाजूला शेजारी राहणारे, ते कसे दुकानातले रेडीमेड कपडे घालायचे. पण मी नेहमी माझे कपडे एकदम युनिक असायचे. माझ्या आईने माझ्यासाठी बनवलेले. तर त्याचं फिटिंग पण खूप छान असायचं आणि इतके रंग-बिरंगी वेगवेगळ्या स्टाईल्स, वेगवेगळ्या पॅटर्न्सचे असायचे. तर खूपच आवडायचे सगळ्यांना, तर ते माझं लहानपणाचं स्टाईल होतं. मग नंतर अ, मोठे झाल्यावरती आपण ऑफिसला वगैरे जातो, तर आपलं कसं एक अ, कॉर्पोरेट लुक असतं ना, तर त्यावेळेस मग मी ऑफिससाठी वेस्टर्न अ, फॉर्मल्स जास्त घालायचे, तर अ, ती माझी स्टाईल तेव्हा होती ऑफिसच्या वेळेस. मग नंतर मग माझं लग्न झाल्यावरती हा आमच्या सासरी कसं असे वेस्टर्न आउटफिट्स आणि जीन्स जास्त घालणं त्यांना हो चालत नाही, त्यांना नाही आवडत तसं. मग, हां मग तेव्हा माझी स्टाईल बदलली कारण मी मग साड्या, सलवार कमीज हे सगळे पोशाख घालायला सुरुवात केली.
अरे वाह! अरे वाह! अरे! हो ना. आजू-बाजूला. हो ना. नक्कीच. हो ना. अरे वाह! चालत पारंपरिक. हो. हॅलो, हां, पारंपरिक कपडे वगैरे तुम्ही घातले.
हां. हो, हो, पारंपरिक कपडे घालायला सुरुवात केली आणि मग त्याने काय होतं ना, की आपली एक वेगळीच ओळख बसते, कारण आपल्याला आयुष्यभर ज्या लोकांनी वेस्टर्न फॉर्मल्समध्ये किंवा ड्रेसेस, जीन्स टॉप घालताना बघितलं असतं, ते जेव्हा आपल्याला भारतीय पोशाखमध्ये बघतात, साड्या नेसताना बघतात, तर त्यांना एक वेगळंच अ, अनुभव येतो, ते म्हणतात की "अरे, तू इतकी बदलली कशी?"
हो ना. <chuckles> नक्कीच. नक्कीच, तर हे बघा, स्टाइल ही एक कपड्यांची असते. लोकं स्टाईल म्हणजे नेहमी फॅशन किंवा कपडे ह्याचा उल्लेख करतात. स्टाईल कधी-कधी आपल्या बोलण्याचीही बदलते, आपल्या वागण्याचीही बदलू शकते. तर तुमच्या बाबतीत असं झालं की लहानपणी तुम्ही, म्हणजे आपण लहानपणी खूपच हट्टी असतो, बालिश असतो, नाही का, पण मोठे झाल्यावर आपण जरा सुधारतो, तर अशी तुमची पर्सनल स्टाइल ही तुमच्या बोलण्यात, वागण्यात बदलली आहे?
हो ना. हो ना. म्हणजे लहानपणी ना, मी जास्त काही असं अ, बोलकी नव्हती, मी अतिशय शांत होती आणि खूप कमी जणांसोबत मला बोलणं कम्फर्टेबल वाटायचं. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्ती इंट्रोवर्ट असतो, तर मी तशीच होती. मग तसंच शाळेचं अख्खं आयुष्य गेलं, मग कॉलेजमध्ये पण मी तशीच होती. पण जेव्हा मग माझा जॉब लागला आणि नोकरीमध्ये कसं, आपल्याला आपल्या टीमसोबत बोलावं लागतं, प्रेझेंटेशन द्यावं लागतं, मग तेव्हा ते सगळं वस्तू करून-करून हळू-हळू मी बोलायला अ, वाढवलं, माझं बोलणं वाढलं, प्रेझेंटेशन्स जास्ती असायचे, मीटिंग्ज असायचे, साईट व्हिजिट्स असायचे, मग जास्ती लोकांबरोबर जेव्हा आपला संवाद होतो, मग तेव्हा कुठे जाऊन मी बोलायला सुरुवात केली आणि मग अ, एक चांगलं प्रेझेंटर म्हणून माझी ओळख तिथे झाली, मग तेव्हा मला समजलं की अरे, बोलणं इतकं काही अवघड नसतं आणि आपण खूप कॉन्फिडेंटली आपण बोलू शकतो. फक्त ज्या विषयावर आपण बोलतोय, त्या टॉपिकच आपल्याला नॉलेज असणं, ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. तर त्याची थोडीशी पूर्वतयारी आपण केली, तर आपण एखादं चांगलं प्रेझेंटेशन आरामात देऊ शकतो. तर ते एक ऑफिसच्या वेळेचं होतं. मग नंतर लग्न झाल्यानंतर, मग कसं सासू-सासऱ्यांशी थोडंसं वेगळ्या रीतीनं बोलावं लागतं ना, तिकडे सासऱेमध्ये असंच काही चालत नाही, की तुम्ही ऑफिसमध्ये जसं बोलतात, तसं तिथे बोलणार. मग तिथे थोडासा एक बदल झाला बोलण्यात. मग अशा प्रकारे जसं-जसं आयुष्यामध्ये आपण पुढे होत जातो, तसं-तसं वेगवेगळ्या रोलमध्ये आपलं बोलणं वेगळं असतं, कपडे वेगळे असतात आणि एखादी आपली जी ओळख असते, ती पण वेगवेगळी असते.
इंट्रोवर्ट. बरोबर. लागतात. हो ना. चला, बरं. चांगल आहे. हं. गरजेचं आहे. बरोबर. नक्कीच. हो ना. नाही. हं. हो. वेगळी असते. तर आता हा जो बदल आता तुम्ही एक उदाहरण दिलंत, की अ, जसे तुम्ही आधी बोलायचे नाही, कॉलेजपर्यंत तुम्ही बोलायचे नाही आणि जेव्हा तुम्ही नोकरी करणं चालू केलं तेव्हा तुम्हाला गरज भासली नाही का, की माणसाशी बोलावं लागतं. तर हा जो बदल तुमच्यात आला तो अचानक असं नाही का, तुम्ही सकाळी उठला आणि तो बदल झाला होता, की तुम्हाला थोडा वेळ लागला, हळू झाला, तुम्हाला थोडं नाही का एफर्ट टाकायला लागले त्याच्यासाठी? कसा झाला हा बदल?
हं, हं. हो, ना. हं. हो, ना. वेळ तर लागलाच. कारण मी, अ, मी म्हटलं ना, मी इंट्रोव्हर्ट होते. आणि खूप मोजक्या लोकांशी बोलणं मला अ, आवडायचं किंवा ते मला ऑड नाही वाटायचं. पण बाकी ज्या माणसांशी माझं काही ओळखच नाही, संबंधच नाही, त्यांच्याशी बोलणं मला खूप अवघड वाटायचं. म्हणजे एखाद्या दुकानात जाऊन दुकानदाराला पण काय हवं? ते सांगणं माझ्यासाठी खूप कठीण असायचं. मला ते विचित्र वाटायचं, की "मी ह्या व्यक्तीला ओळखत नाही, तर मी ह्याच्यासोबत कसं काय बोलू?" पण जेव्हा ऑफिसमध्ये नोकरी लागली तर तेव्हा सुरुवातीला पण मोजक्याच लोकांशी मी बोलायचे आणि खूप कमी बोलायचे. असं नाही की
हो, ना. बोलूया हो ठि एखादं उदाहरण देता का तुम्ही? म्हणजे असं अ, काही झालं असेल की आधी तुम्हाला कुठे एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं तिथे तुम्ही थोडे अटकलात आणि नंतर तुम्ही हा प्र बदल चालू केला, असा एखादा अनुभव सांगाल का?
हो, म्हणजे मी अटकली असं नाही. मी ऑफिसमध्ये खूप कमी बोलायची आणि जितकं म्हणजे अ, जरुरी असायचं तितकंच बोलायचं. म्हणजे जर का कोणी मला प्रश्न विचारले तर त्याचं थोडक्यात उत्तर द्यायचं किंवा काही जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल, की "हां, बाबा, ही फाईल मला संध्याकाळपर्यं पर्यंत तुम्ही पूर्ण करून द्या." तर तेवढंच 1-2 वाक्यांमध्ये ते संवाद पूर्ण व्हायचा. पण मग नंतर ना असं झालं, की माझं प्रमोशन झालं. आणि माझी स्वतःची 10 माणसांची टीम तयार झाली. आता टीम आपली आहे, 10 लोकांची. तर त्या 10 लोकांबरोबर आपल्याला बोलायला पण लागतं ना, त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात की काय करायचं? काय नाही? त्यांच्याकडून आपल्याला अपडेट्स घ्यावे लागतात, की "किती काम झालं आहे? तुमचं प्रोग्रेस काय आहे? प्रेझेंटेशन पाठवलं का? क्लाइंट कुठे आहे? त्यांची मीटिंग कधी आहे?" तर ह्या सगळ्या गोष्टी हळुवारपणे मग मी, ते तर गरजेचंच होतं तेवढं बोलणं. तर मग ते हळू-हळू होत गेलं आणि नंतर मग मला असं जाणवलं, की "हो, आत्ता मी पूर्वीपेक्षा जास्त बोलू शकते आणि बोलते आहे."
हं. हो. नक्कीच. अरे वाह! हं. बोलायला, हो. नक्कीच, नक्कीच. थोडा आत्मविश्वासही वाढला असेल तुमचा, म्हणजे असं बोलण्याबद्दलचा? नक्कीच.
हो ना. हो. मग काय आहे ना, की 10 लोकांबरोबर रोजच्या रोज इतकं भरपूर जेव्हा आपलं बोलणं चालतं आणि मग त्यांना आपल्याला अ, क्लायंटसोबत जाऊन प्रेझेंटेशन द्यावे लागतात, क्लायंट मीटिंग्ज असतात, तेव्हा मोठमोठ्या क्लायंटसोबत आपल्याला बोलावं लागतं, ऑफिसच्याबद्दल, आपल्या कामाबद्दल, प्रोजेक्टबद्दल, त्यांना माहिती द्यावी लागते. त्यांच्याशी प्रश्न करावे लागतात. मग ह्यातून मला समजलं, की इतकं काही अवघड नाही आहे लोकांशी बोलणं. आणि मग माझा कॉन्फिडन्स वाढत गेला.
नक्कीच. अगदी बरोबर. तर आता हे बघा, तुम्ही अ, सांगितलं, की नाही का, तुमचा स्टाइल म्हणजे कसा बदलला, बोलण्याचा, वागायचा, इव्हन कपडे घालायचा. म्हणजे आधी, म्हणजे तुमचे लग्न झाल्यानंतर तुमचे सासू-सासरे त्यांच्या काही अपेक्षा होत्या. तुम्ही जेव्हा नोकरी चालू केलीत, तेव्हा त्यानुसार तुम्हाला थोडेफार बदल केले करायला लागले. पण आता हे बघा, आजकाल कसं आहे, सोशल मीडिया सगळेच वापरतात. तर कसं, आधी एकतर कुठे ना कुठे असं सोशल मीडिया बघून, नाहीतर एखादा चित्रपट बघून, त्यातलं स्टाईल तुम्हाला आवडलं, म्हणजे काही फरक पडलाय, प्रभाव झालाय तुमच्यावर सोशल मीडियाचा? किंवा मीड म्हणजे चित्रपटांचा वगैरे?
हं. हो, ना. चित्रपट तर मी फारसे नाही बघत, पण हो, सोशल मीडियावरती मी कंटेंट पाहते. आणि काय आहे ना, की सोशल मीडियावर इतके भरपूर अ, स्टाईल्स बद्दल असतात, काही ना काही पोस्ट, रील्स असतात, तर ते बघून मग मी त्याप्रमाणे माझे कपडे डिझाईन वगैरे करते, कारण त्याची मला लहानपणापासून आवड आहे, की मी लहानपणी जे टीव्हीवर किंवा मॅगझिनमध्ये पाहायचे, तर मी तसंच आईला सांगायचे, की "मला असा ड्रेस बनवून दे, हा अशा रंगाचा मला फ्रॉक हवा, अशा प्रकारचं मला हा स्कर्ट, टॉप बनवून दे, तर माझी आई मला बनवून द्यायची, मग तीच गोष्ट मी आता पण करते, मी वेगवेगळे Instagram किंवा YouTubeवर पाहते, की एखाद्या शर्ट टॉपची पॅटर्न काय आहे, एखादं जर सलवार सूट शिवायचं असेल, तर ते कोणत्या रंगाचं आणि कोणत्या पॅटर्नचं जास्त शोभून येईल. तर मग त्याप्रमाणे मग मी माझ्या टेलरला पण सांगते, की अशा-अशा प्रकारचा तू मला हा एखादा पोशाख बनवून दे.
<coughs> हो ना. मॅगझिनस, हो. हं. नक्कीच, तर आता हे बघा, असं एक उदाहरण आहे का तुमच्याकडे, जे देता येईल किंवा नाही का, लोकं असं म्हणतात, की आलिया भट्टने जशी साडी लोकं दुकानात जाऊन सांगतात, की ती आलिया भट्टने जशी साडी घातली होती, मला तशीच साडी पाहिजे किंवा त्या अमुक-अमुक अ, अ, अभिनेत्याची तशीच जॅकेट हवी आहे, तर असं एखादं, म्हणजे छानसं उदाहरण देता येईल तुम्हाला, जिथे म्हणजे तुम्हाला खरंच एखादी स्टाईल आवडली आणि तुम्हा प्रयत्न केला, म्हणजे ती कॉपी करायची, की घालायची?
<chuckles> हो ना. हं. मी स्टाईल कॉपी नाही करत, मी त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन स्वतः डिझाईन करते आणि ही गोष्ट मी लहानपणापासनं माझी सवय आहे, की मला एखादं जर लूक आवडलं, तर मी तो तसाच्या तसा कॉपी कधीच नाही करत. मला ते कॉपी पेस्टचं जे आहे, ते नाही आवडत. मला स्वतःची ओळख, एक युनिकनेस आवडतं त्याच्यात, तर म्हणून मी काय करते, की जर मला एखादा ड्रेसचा पॅटर्न आवडला, तर मग मी त्याबद्दल आणखीन तशाच ड्रेसेसची आणखीन पॅटर्न्स बघते आणि मग मी माझा स्वतःचं एक स्केच तयार करते, की ह्या ड्रेससाठी कोणत्या प्रकारचं कापड सर्वोत्तम असेल, क कोणत्या रंगाचं घ्यायचं, कोणती प्रिंट असावी, ह्याच्याबरोबर ॲक्सेसरीज कोणते असावे, ज्वेलरी कशी असावी, मेकअप, हेअर स्टाईल, हे कसं असावं, हे संपूर्ण एक लूक तयार करून, नंतर मग मी त्याप्रमाणे त्याची शॉपिंग करते आणि मग टेलरला सांगते, की मला अशा अशा प्रकारचा हा ड्रेस बनवून द्या तुम्ही. आणि त्याला पॅटर्न पण मी स्केच करून देते, की अशा प्रकारचं हवं आहे.
हो. हो ना. अरे, बाप रे! अरे वाह! खूपच छान, म्हणजे खूपच म्हणजे कला आहे तुमच्या अंगात आणि खूप म्हणजे असं आवडतं तुम्हाला. खूप कौतुकास्पद आहे. तर आता हे बघा कधीतरी आपल्याला बदलायला लागतं, म्हणजे आपण खूपच साधे असतो पण जेव्हा आपल्याला नोकरीसाठी जर जातो, तर आपण बघतो सगळेच लोकं टिप-टॉप राहतात, तर आपणही आपले कपडे बदलतो. तुम्ही म्हटला की तुम्ही इंट्रोवर्ट होता तर कुठे ना कुठे तुम्हीसुद्धा बोलायला लागलेत, तर तुम्हाला काय वाटतं, हे म्हणजे या सगळ्या बदल जे असतात ते वर-वरचे असतात, की कुठे-कुठे माणूसच बदलून जातो. काय वाटतं तुम्हाला?
<chuckles> हो ना. खूप आवडतं. हां. आता वर-वरचे बदल माझ्या आयुष्यात तर झाले नाही, माझ्या आयुष्यात तर म्हणजे माझं स्वतःचा स्वभाव आणि बोलण्या-चालण्याची चाल अ, असू दे किंवा कपड्यांचं एक ड्रेसिंग लूक असू दे ना. तेही बदललंय आणि माझ्या स्वभावात माझ्या कॉन्फिडन्स लेव्हलमध्ये खूप बदल झालाय. हळुवारपणे का होईना पण खूप वर्ष लागले, तरीही आज मी जास्त कॉन्फिडेंटली बोलू शकते, मी जास्त छान अ, माझे कपडे किंवा लूक डिझाईन करू शकते. कारण इतक्या वर्षांचा आता मला अनुभव झाला आहे, तर त्यामुळे माझ्यासाठी आता अ, खूप काही खूप सोपं झालं आहे.
अनुभव आहे. बरोबर आहे. हो ना. पण कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं, की जेव्हा माणूस बदलतो आणि तो परत आपल्या जुन्या मित्रांबरोबर किंवा लहानपणाच्या गावी वगैरे असं जातो, तर परत त्याला तिथल्यासारखं व्हावंस वाटतं असं कधी होतं का?
<chuckles> नाही, मला तसं नाही वाटत, कारण अ, मला माहिती आहे की पूर्वी मी अजिबात बोलू नाही शकायचे. मला भीती वाटायची लोकांशी बोलायला आणि मला असं वाटायचं, की मी काय बोलावं, मला सुचायचंच नाही की काय बोलायचं, कसं बोलायचं. तर माझ्या आई-बाबांशी किंवा माझ्या अ, भाव-बहिण्यांशी मी बोलायचे कॉन्फिडेंटली तितकं होतं. कारण त्यांना माहिती होतं की मी एक शब्द बोलणार तर त्यांना समजायचं, की मला काय बोलायचं आहे, तर मला त्यांना जास्त काही सांगावंही नाही लागायचं. पण बाहेर जेव्हा जायला सुरू केलं, कॉलेजमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी, मग तेव्हा मला जाणवलं की गप्प राहून, शांत राहून आपली कामं नाही होणार आहे आणि समोरचा व्यक्ती काही आपल्याला ओळखत नाही आहे, मग त्याला स्पष्टपणे समजण्यासाठी आपलं बोलणं हे गरजेचं आहे.
नाही वाटत. हो ना? नक्कीच. जग चालत नाही, हो. नक्कीच. तर आता हे बघा आजकाल स्टाईल प्रत्येकाची असते, वेगवेगळी असते आणि अप आपली स्टाईल कधी-कधी वेळेनुसार काळानुसारसुद्धा बदलते. त्याच्यामुळे कधी-कधी माणूसच बदलवतो, <chuckles> की नाही बदलत. तर खूप छान बोललात तुम्ही या विषयावर, खूप छान उदाहरणं तुमच्या आयुष्यातली दिली, याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आजसाठी आणि खूप धन्यवाद.
हो ना. हं.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
धन्यवाद.